नक्कीच, हो. म्हणजे असं काही होण्यापेक्षा कोणाचा सल्ला किंवा कोणाला विचारलं तर नक्कीच चांगलं. मग स्व
एकंदरीत. हं. हो, हो. नक्कीच. आणि तो ट्रेंडिंग तेव्हा ते जीन्स ड्रेस तसे होते आणि तिचा मला वाटतो ड्रेस होता तो ब्रँडेड. पण तो तिला त्या ओकेजनला मला तर वाटते आणि तिला तो कॅरी करता नीट आला नाही, त्यामुळे ही तिची फजिती झाली. त्यापेक्षा तिने जर बेसिक नॉर्मल जरी कुर्ता, एक लेगिंग्स आणि त्याच्यावर दुपट्टा जरी घेतला असता, तर ती खूप सुंदर दिसली असती, असं मला वाटतं. आणि लोकांचं कसं असतं, की ते जज करतात आपल्याला, आपली चेष्टा उडवतात आणि मग म्हणू शकतो की आपल्यालाच एक वाईट वाटू शकतं. त्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, कारण आपण काय घालतो. कारण आपण जे काय घालतो तसेच आपण दिसतो एकंदरीत. त्यामुळे मला असं वाटतं या गोष्टी विचार केल्या पाहिजे.
हां. हो. घातला असतं तर. दिसलं असतं. हो, हो. हो. हो. हो, ना. दिसतो. हो. म्हणजे लुक्सकडे बाबतीत किंवा आपल्या परफेक्शनच्या बाबतीत जागरूक झालं पाहिजे थोडक्यात. मग अ, मग फ्रेंड्स अ, ब्लाइंडली फॉलो न करता अ, योग्य निवड करण्यासाठी तुम्ही काय पाहता त्याच्यामध्ये?
बरोबर नक्कीच. नक्कीच. मला तर असं वाटतं की बघा की ते कपडे व्यवस्थित चांगले असले पाहिजे. जसं की आता लाँग टाईमसाठी आपण बघत असतो, तर मग असतं ना, काही-काहींचं त्यांचा कपडा कसा आहे? काय कसं आहे? पण असं नाही ना, की आपण रोजच ते एकच कपडे घालणार आहोत. तर मला तर वाटत, की तुम्ही बघा की जसं तुमचं शरीर व्यवस्थित झाकलं जाईल एकंदरीत आणि खूप तुम्ही छान दिसाल व्यवस्थित असं, तुम्हाला अनकंफर्टेबल नाही वाटलं पाहिजे, एखादा ट्रेंड फॉलो करताना, हे खूप महत्वाचं आहे. हो.
हं. हो. हो, हो. हां. आरामशीर किंवा एन्जॉय केलं पाहिजे थोडक्यात ते.
नक्कीच. कारण का कसं असतं की आपण बघा, आजकाल असं झालं की आपण कॉलेजला आपण असे कपडे घालतो, ऑफिसलापण मग ते काम करता नीट आलं पाहिजे आपल्याला एकंदरीत. नाहीतर असं नाही की अरे तुम्ही जर वाकलीतर असं दिसेल, तसं वाकलीतर, तसं बसलीतर तसं नाही. त्यापेक्षा बेटर तुम्ही फुल म्हणू शकतो फुल जीन्स घाला आणि मी तर म्हणेन की अ, फुल कुर्ता घाला किंवा कुर्तावर लेगिंग्ज घाला किंवा शॉर्ट टॉप घाला एखादा किंवा जीन्स घाला हे बेसिक कपडे तुम्ही ऑफिसला नक्की घालू शकता. जर तुम्ही बाहेर फिरायला जाताय तर तुम्ही तिथे फ्रॉक घालू शकता वन पीस घाला एकंदरीत. मग वेगवेगळ्या टाईप्सचे तुम्ही घालू शकता. म्हणजे तुम्ही तुमचा ट्रेंडपण जपला जाईल आणि तुमची स्वतःची एक स्टाईल देखील राहील, असं मला वाटतं.
हां. हां. हां. हो. हो, ना. हां. अ, हो. हो. हो. आणि अ, ठिकाण किंवा देश असं काही मॅटर करतं का ट्रेंडसाठी म्हणजे आता समजा इथे आता खेडे गावात आहे. तर तुम्ही तिथे नक्कीच फ्रॉक घालून हिंडणार नाही किंवा बीचमध्ये गेल्यावर, की तुम्ही साडी थोडीच घालणार आहे. मग हे पण मॅटर करतं का ट्रेंडमध्ये?
हं, हं, हं. बरोबर, बरोबर. हे खूप मॅटर आहे. हं.

प्लस मी ऑफिसला गेली आणि मी अ केले माझे केसं, स्ट्रेट हेअर केले स्मूथनिंग करून टाकलं. आणि नंतर मग मला स्वतःला इतकं बेकार वाटलं स्वतःला आरशात बघू म्हणजे दिसत चांगलं होतं मला, पण जितकं जास्त वाला वाटलं, की मी कर्ली हेअर्स कसं असतं, की कर्ली आपले कर्ली पण होतात आणि जसं की आपण टेम्पररी केला तरी देखील स्ट्रेटनिंग स्ट्रेटनिंग दिसतंच ना, इतकं काय करायची गरज नाही आणि नंतर माझी केसं त्या केमिकल्सने इतकी गळायला लागली मला एवढा त्रास झाला बाप रे! आणि असं वाटलं मी कुठच्या कुठे केलं आणि झोप आणि मी इतकं हे नाही केलं आणि केसांची काळजी पण नाही घेतली. म्हणजे ट्रेंड्स कधी कधी असे पण आपल्याला दुरुपयोग देऊन जातात. असं मला वाटतं की सगळेच करत आहेत म्हणून म्हण असं नाही मला वाटतं.
हां. <chuckles> हं. हां. हं, नक्कीच. हो. ओह. हां, हां. हां, म्हणजे घातक परिणाम पण होतो, हो. हो, म्हणजे आपण पण सारासार विचार केला पाहिजे. अ मग
विचार केला पाहिजे. आणि स्वतःची म्हणजे स्टाईल होती ना, अशी की जशी कर्ली हेअर्स मध्ये आपण चांगले दिसू, तशी तर ते मला तर वाटते, की आता माझे परत झालेत आणि मला ते चांगले वाटतात एकंदरीत असं मला वाटतं.
हो. हो नक्कीच. मग तुम्ही असा कुठला असा ट्रेंड फॉलो केलेला आठवतोय का, की तो असा म्हणजे अ, केला आहे म्हणजे फॅशनचा म्हणा किंवा लर्निंग तो काही त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही?
हं. हं, हं, हं. हां, तर फॅशनचे तर जसे आता माझे चालू असतात कपडे वगैरे मी अ, वापरते जसे ट्रेंडिंग येतात. बॅगे जीन्स असू द्यात किंवा लाँग जीन्स असू द्यात किंवा काही अ, म्हणजे म्हणू शकतो, की कुर्ते असू द्या, काही टॉप्स असू द्या जसं की आपल्याकडे बघा ना, एक ट्रेंड आलेला की आपण असे, म्हणजे भरपूर सारे कपडे येतात आपल्याला, की क्रॉप टॉप होतात. मग तसे मला तर वाटते काहीकांना सूट पण होत नाही तरी देखील ते घालतात, ते खूप चुकीचं वाटतं, असं मला वाटतं. जर तुमची जर तशी शरीररचना असेल ना, तुम्ही नक्की घाला. असं म्हणजे सगळे हो. बरोबर. काही क्यांचं म्हणजे असं असतं, की पोटाची ढेरी दिसते तरी देखील आम्ही ट्रेंड फॉलो करणार आहोत पण हे चुकीचं वाटतं. असं म्हणजे मला वाटतं, की हे नाही केलं पाहिजे तुम्ही असं मला वाटतं एकंदरीत. म्हणजे तुम्ही ट्रेंड फॉलो करा, असं नाही पण आपल्याला जे चांग आपल्याकडेही म्हणू शकतो एक चेंजिंग रूम नावाचा प्रकार असतो. तेव्हा तुम्ही बघितलं पाहिजे कसं दिसतं. की लोकं काहीही करतात म्हणून आपण नाही काय करायचं. मग तिथे तुम्ही दुसरे कपडे घालू शकता. बाकीचे पण कपडे खूप छान छान येतात. तर तुम्ही ते घाला आणि तुमचा एक अनोखा म्हणू शकतो, अंदाज तुम्ही करा. स्वतःचं स्टाईल करा आणि त्या गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणजे एकंदरीत ट्रेंड पण आपण फॉलो करतोय आणि स्वतःचा एक स्टाईल पण आहे आपला असं. तर ते खूप छान वाटेल असं मला वाटतं.
हो ना. हो. हो. <chuckles> नक्कीच तुम्ही घाला फिट वाटत असेल, छान दिसत असेल, तर नक्कीच घाला. हो. नक्कीच. हां. सुटेबल वाटतं. हां. नक्कीच. मग अ, कधी ट्रेंड फॉलो करताना तुम्हाला असं स्वतःपासून दूर गेल्यासारखं नेमकं वाटल आहे का कधी, की कुठे आपण गेलो आहे? हां.
अ, नाही. मला तर असं कधी नाही वाटलं, कारण मला म्हणजे मी केलेत फॉलो, म्हणजे मी करते ट्रेंड फॉलो, की जसे कपडे येतील नवीन त्याप्रमाणे मी घालण्याचा भरपूर ट्राय करू शकते जसं, की मग ते कोणतेही असू देत कपडे जसं, की अ, आता बघा वन पीस येतात, शॉर्ट ड्रेस येतात म्हणजे सगळंच जसं की शॉर्ट जीन्स असतात सगळं, म्हणजे मी घालत असते मला जसं चांगलं वाटतं तसं त्याप्रमाणे, ते कपडे मी घालायचा प्रयत्न करते. आणि मग कसं असतं की तुम्ही ट्रेंड्स फॉलो करताना तुम्ही ते करा. पण आपल्याला स्वतःला कॅरी करता आला पाहिजे तो ट्रेंड किंवा ती साडी म्हणा किंवा सगळ्याच गोष्टी. एखाद्याला एखादा आउटफिट हो, हो.
हां, हां, हां. हो. हां. हां. नक्कीच. हो. हां, म्हणजे किंवा म्हणजे अ, मजा बनून राहत नाही तुम्ही किंवा हस चेष्टेचा विषय होत नाही तुम्ही म्हणजे असं.
बरोबर. येस, येस. हेच होतं, की आपण कपडे वेगळे घातले अरे हे काय घातल आहे कसं दिसत आहे तुला, एकंदरीत. एकदा काय झालं म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी होती
हो, हां. हां.

नक्कीच. म्हणजे आज-काल असं झालंय ना, की ट्रेंड्स, ट्रेंड्स आणि फक्त ट्रेंड्स आणि जर कोणी तो फॉलो नाही केला, तर मग असं वाटतं, की किंवा कोण फॉलो करत नसेल, तर त्याला त्याच्याकडे असं वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं किंवा त्याला थोडंसं कमी समजलं जातं. किंवा असं पण असतं की "अरे, हा ट्रेंड नाही फॉलो करत, म्हणजे हा, जसं की बॅकवर्ड आहे का?" किंवा म्हणू शकतो की "अरे, ह्याला नाही आवडत आहे. याचा अर्थ" म्हणजे त्याला जज करतात एकंदरीत. मग ते काहीही असू देत. तर मला असं वाटतं की ट्रेंड म्हणजे मला तर वाटतं की स्टाईल आणि फॅशन नाही, तर मला ते ट्रेंड्स म्हणजे विचार पण असतात एकंदरीत आपले. आणि जी काम करण्याची पद्धत. पण ट्रेंड्स म्हणजे बघा की जसं की एखादा नवीन स्किल्स आले की एआय आलेला आहे. तर तुम्ही एआय पण त्या गोष्टी पण शिकू शकता, असं नाही की फक्त तुम्ही कपडे चांगले-चांगले घालताय आणि कपड्यांच्या नावाखाली हो, हो. आणि बाकी तुम्हाला आतमध्ये काहीच येत नाही, ना तुम्ही स्वतःला अपग्रेड केलेला आहात. मग तो ट्रेंड तुम्ही फॉलो केला पाहिजे. जसं की अ, असं नाही की कपडेच तुम्ही हो, हो लर्निंग ट्रेंड आणि स्वतःचा पण एक म्हणता ना, कपड्यांचा एक स्टाईल असतो, की जसं तुम्ही व्यवस्थित, साधे, छान, स्वच्छ कपडे प्रेस केलेले घालताय. तरी देखील तुम्ही छानच दिसू शकता. मला आता वाटत, की म्हणजे कोणीही मुलगा असू देत किंवा मुलगी, म्हणजे सगळेच, स्त्री-पुरुष सगळे मला आता वाटत की असं नाही, की तुम्हाला काहीतरी स्टाइलिश असं. तुमच्या शरीर रचनेनुसार तुम्ही तुम्हाला हवं ते कपडे घालू शकता आणि तुम्ही खूप सुंदर दिसू शकता. आणि त्याच्यासोबत तुम्ही थोडंस म्हणू शकता, की योगा करा, एक्सरसाइज करा. हे पण ट्रेंड्स फॉलो केले पाहिजेत. एकंदरीत असं मला वाटतं, की फक्त असं नाही की कपड्यांचेच फक्त तुम्ही फॉलो करतात आणि तुमचे विचार
हां. हो. हो. हो. बरं. हां. ते स्टाईल आयकॉन वगैरे किंवा हां. हो, हो. हां. लर्निंग ट्रेंड वगैरे किंवा काय असेल. हो. हो. हो. हो. नक्कीच. हो, हो. हो, ना. बऱ्याच अ, गोष्टी असतात. ट्रेंड्स फॉलो करण्यासारख्या. पण ते अ, म्हणजे तरुण पिढीला ते श फॅशन आणि काय सेलिब्रिटी त्याशिवाय काही दुसरं दिसतच नाही. <chuckles> हो, ना.
हं. बरोबर. मग तेच तर ना, असं होतं त्यांचं. आणि त्यांना असं आहे, की विचार पण माणसाने बदलले पाहिजे. असं नाही, काही लोकं बघा अजून जुने विचार, की "अरे, आमच्या वेळेला असं नव्हतं हां. आमच्या वेळेला असं नाही किंवा आम्ही असं कधी केलंच नाही नव्हतं आमच्यासाठी हे नवीन आहे." तर आपण पण करतोय ना, सगळं. उद्या आपल्या पुढे पण एक पिढी येणार आहे. पण आपण तिथे त्यांना तसं बोललंच नाही पाहिजे. कारण आपण पण एक वेगळी पिढी आहोत. आणि जर आपण असं बोलत असू, तर मला तर वाटते खूप चुकीचं ठरेल एकतर आणि कोणतीही व्यक्ती मला आता वाटते, जी आता वृद्ध झालेली आहे किंवा आता जी मिडल एजमध्ये आहे, की "आमच्या वेळेला असं नव्हतं." हे बोलणंच चुकीचं आहे, कारण कसं असतं की बदल हा नियतीचा एक नियम आहे. मग तो विचारांचा असू देत, कपड्यांचा असू देत किंवा ट्रेंडचा असू देत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या नक्कीच बदलल्या पाहिजेत आपण, असं मला वाटतं.
हं. हो. नक्कीच. हो, ना. हां. हो. नक्कीच.